बघा, आपल्याकडे नोकरी असेल ना, की घरात कसं मस्त असतं सगळ्या गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडतो. पण नोकरी सोडायची असेल, तर मात्र आपण जरा विचार करतो. मग अशावेळी आपण आर्थिक तयारी म्हणायची झाली, तर कशी करू शकतो?
हो. बरोबर. हो ना. तर बघा, आज-काल काय होतं की बरेच लोकं नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करतात. म्हणजे काहींना आवड असते कोणत्या गोष्टीची, तर ते ती गोष्ट करण्याचा ते खूप म्हणजे विचार करत असतात आणि अशी चांगली संधी शोधत असतात, की त्यांना त्यांचं जे करियर आहे किंवा त्यांची जी नोकरी आहे तर त्यातून कसा ब्रेक घेता येईल. तर याचाही बरेच जण अ, विचार करत असतात. पण मग मला असं वाटतं की अ, नोकरी जर सोडायची असेल, तर त्यासाठी एक आर्थिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की आपल्या नोकरीवर किंवा आपल्याला जे इन्कम येत आहे, तर याच्यावर आपल्या घरातील काही लोकं हे आपल्यावर अवलंबून असतात. तर मग असं नको व्हायला की आपण नोकरी सोडतो आहे आणि मग त्यांची पण फजिती होईल आणि आपली पण फजिती होईल, तर असं काही होऊ नये. आणि हे जर खरंच धाडस करायचं असेल नोकरी सोडण्यासाठी, तर त्यासाठी एक योग्य प्लॅनिंग केली पाहिजे. आणि एक खरंच म्हणजे काय म्हणतात, की आपण एक अ, 6 महिन्याचं का होईना तर एक आपण म्हणतो ना, की आपल्याकडे बॅलन्स अवेलेबल पाहिजे, 6 महिन्याचं जे इन्कम आहे आपलं. म्हणजे जर समजा तुमचा पगार असेल 50 हजार तर एक साधारण ती त्याच्या 6 पट म्हणजे 3 लाख वगैरे तर तुमच्याकडे अ, तुमच्या खात्यामध्ये पाहिजेच. जेणेकरून काय होईल, की जरी सगळे आपले जे इन्कम सोर्सेस आहेत, ते थांबले तरी मग अ, काही म्हणजे अडचण येणार नाही. आणि मग जे काही समस्या जरी आल्या, काही समस्या आल्या, जसे की मुलांचं काही अचानक शिक्षण आहे. परत अजून काहीपण खर्च असू शकतो, जसं की म्हणजे कोणी आजारी पडलं आहे किंवा काही अपघात झाला आहे किंवा अजून कोणतीही ई-एम-आय असतील. आपली तर ते जर असेल, तर मग म्हणजे कोणते प्रॉब्लेम यायला नको, तर यासाठी हे जे आपले अ, बॅलन्स आहे. तर आपण तेवढा तो सांभाळला पाहिजे, जेणेकरून काय होतं की कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, तर असं मला वाटतं.
नक्कीच. हं. हो. नक्कीच हो. हो. हो, हो. नक्कीच. नक्कीच. म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्या बघूनच आणि ते सोडण्याआधी जरा विचार करावा, जेणेकरून कोणतीही गोष्ट करताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. जसं की मुलांचं शिक्षण असेल आणि घरातील अ, व्यक्ती जर कुणी आजारी पडली, तर आपण त्यांचं व्यवस्थित करू शकतो. बघा ना, अ, हे झालं एका सुज्ञ माणसाचं लक्षण, का जेणेकरून तो हे सगळं करण्याआधी तयारी करतोच. अ, पण आपल्याकडे काय असतं ना, की आजही अ, आपल्या भारतामध्ये, इव्हन महाराष्ट्रामध्ये आणि कुटुंब-कुटुंबामध्ये, कर्ज हा शब्द काही नवा नाही आहे.
अगदी खरं आहे. बरोबर, बरोबर. हो. हो. अगदी खरं, आहे.
आणि बरीच लोकं कर्ज घेतात, घ्यावं पण, पण कधी-कधी काय होतं ना, की हे कर्ज भरताना आणि आपण नोकरी सोडायचा विचार करतोय, आणि कर्ज पण डोक्यावरती येतं.
हो.
त्याचा तर दर महिन्याला ई-एम-आय जातो.
बरोबर.
मग तेव्हा काय करावं बरं?
तर तेव्हा मला असं वाटतंय, की जर हे कर्ज असेल आपल्यावर तर आपण म्हणजे नोकरी तर सोडावीच नाही, असं मला वाटतंय. कारण जर आपण नोकरी जर सोडली, तर मग ते कर्ज कुठून भरणार? तर हां, एक नवीन प्रश्नच निर्माण होतो. बरं, मग त्याच्यावर एक 2रं सोल्युशन सुद्धा आहे. जर आपण घरात एकटेच कमावणारे नसू, जर आपल्यासोबत आपले कोणी अ, जोडीदार असेल, घरातला कोणी व्यक्ती असेल, तर मग आपण त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे, की "अ, मला थोडा माझ्या नोकरीमधून ब्रेक घ्यायचा आहे, तर मग साधारण एक पुढचे 6 महिने किंवा पुढचं 1 वर्षभर तू कर्ज ते ह कर्जाचे जे हप्ते आहेत, तर ते भरू शकशील का?" तर अशा प्रकारची एक चर्चा जर केली त्या व्यक्तीसोबत, तर मग हां, प्रश्न कुठेतरी सोडवता येईल, असं मला वाटतं. पण जर तो व्यक्ती जर तयार नसेल, तर नक्कीच मला असं वाटतंय, की एकतर नोकरी तर सोडावीच नाही. आणि जर ती सोडायची असेल, तर मग पुढचे किमान 6 ते 1 वर्ष, एवढं हप्ते भरता येतील, एवढं कर्ज भरता येईल भरता येईल तेवढं मग तुमच्याकडे पैसे पाहिजे बाजूला. आणि मग यासोबतच, जर तुम्ही अ, तुमचे जे बाकीचे, आपण म्हणतो लाईफ, लाईफस्टाईल, जसं की विनाकारण कधी-कधी घरात खूपच बोर होते, म्हणून विनाकारण बाहेर फिरायला जाणे किंवा बाहेर जाऊन अ, रेस्टॉरंटला जाणे, हॉटेलला जाऊन खाणे-पिणे किंवा अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. जसे की आपण आजकाल बघतो, की आपण विनाकारण अ, ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन्स घेऊन ठेवतो घेऊन ठेवतो किंवा आपल्याकडे मोबाईलमध्ये, जसं की Amazonचे सुद्धा काही-काही बघतो, की खूप प्राइम मेंबरशिप वगैरे. तर अशा ज्या विनाकारण जे आपण खर्च करतो, तर हे पहिले थांबवलं पाहिजे. कारण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करताय आणि तुमच्याकडे दुसरं काही साधनच नाही कमवण्याचं. तर मग या गोष्टी तुम्ही थांबवल्या आणि त्या गोष्टी थांबवल्यामुळे जो पैसा वाचणार आहे तुमचा, मग तो कर्जासाठी लावला, त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जर तिथे वापरला
नक्कीच. नक्कीच, हो. हो. नक्कीच.
तर मग साधारणपणे तुमची जी समस्या आहे, तर मग ती थोडीफार सोडवण्यास मदत होईल, असं मला वाटतंय.
नक्कीच, ही मदत होईल; पण आपण असं गृहीत धरलं, की ह्या व्यक्तीसोबत कुणीतरी घरातलं दुसरं कमावतं असायला पाहिजेत, तर तर हे पॉसिबल आहे. आदरवाईज आपण याला नाहीच म्हणू शकतो. आणि बघा, आता आपण आणि कुटुंब म्हटलं, की जबाबदाऱ्या फक्त एवढंच नाही, की आपण म्हणू शकतो, की आपल्या घरात जेवण आणायचं आहे किंवा आपल्या घरातला किराणा असेल, अ, व्यक्तींची काळजी असेल, शिक्षण असेल यापेक्षाही आपल्याला इतक्या काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात जसे की समाजामध्ये आपल्याकडं बघा ना अ, लग्न संस्था आहेत आणि आपण नेहमीच असं म्हणतो, की आपल्याला एका वर्षामध्ये कमीतकमी 10-12 तर आपल्याला अशी लग्नं असतात, की जिथं आपल्याला मोठ्ठा-मोठ्ठा आहेर करायचा असतो.
हो. अगदी बरोबर. हो ना. खरंय, खरंय. हो. खूप गोष्टी असतात. हां. हो, हो. अगदी खरं आहे. तर मग हां.
मग आपल्याला त्याही गोष्टी बघाव्या लागतात.
बरोबर, बरोबर. तर तुम्ही म्हणताय, की आपल्याकडे बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च असतात, तर मग त्यातून ते कसे भागवायचे? तर असं जर असेल तर मग नोकरी सोडण्याच्या आधी तुम्ही स्वतःकडे एक काय कला आहे किंवा तुमच्याकडे काय कौशल्य आहे? जेणेकरून त्याचा वापर करून तुम्ही एक म्हणतो ना, आपण साइड इन्कम किंवा पार्ट टाईम इन्कम वगैरे किंवा फ्रीलान्सिंग, तर या गोष्टी करता आल्या पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी स्वतःवर एक आत्मविश्वास पाहिजे, की ठीक आहे मी आज नोकरी सोडतोय, पण ती जर नोकरी सोडतोय तर मग माझ्याकडे इन्कमचा बॅकअप प्लॅन काय आहे? तर मग तो बॅकअप प्लॅन हा असा असावा, की जसं की आता मी माझ्या बाबतीत सांगतो. म मी
अगदी बरोबर बोललात. नक्कीच, आवडेल मला ऐकायला.
हो ना. तर मी मलाही असा विचार आला होता नोकरी सोडण्याचा, पण त्याच्या आधी मग मी स्वतःचं निरीक्षण केलं, की माझ्याकडे अशी कोणती कला आहे? किंवा माझ्याकडे कोणती आवड आहे? मग, माझ्या लक्षात आलं, की मला पियानो वाजवायला खूप आवडतो आणि मग, मी शाळेत असल्यापासून तर पियानोचा क्लास तर करतचं होतो. त्यामुळे त्याच्यात तर मग, खूप, प्रावीण्य मिळवलं होतं आणि त्याच्यात म्हणतो ना, आपण खूप मास्टर असं म्हटलं, तरी चालेल. एवढा मला पियानो आवडतो आणि मी ते दुसऱ्याला शिकवूही शकतो. मग, मी नोकरी तर अशी काही लगेच सोडली नाही. पण मग ती सोडण्याच्या जवळजवळ 3 महिने आधी, मी एक गोष्ट सुरू केली, ती म्हणजे मला शनिवार, रविवार वेळ असायचा, तर तेव्हा मी माझ्या शाळेत जायचो. ज्या शाळेत, मी शिकलो होतो तिकडे जायचो आणि मग शनिवारी, तिथल्या, ज्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करायचो, की हा पियानो कसा वाजवायला पाहिजे, काय वाजवायला पाहिजे, याचे फायदे काय? आणि तुमचं, मानसिक संतुलन आहे किंवा तुम्हाला मनाला शांतता मिळते, असे बरेचसे फायदे, मी त्यांना सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी त्यांना मोफत क्लासेसही घेतले मी त्यांचे. पण मग, जसं, जसं नोकरी सोडण्याची वेळ जवळ आली होती, तर त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे क्लासेससुद्धा लावले होते. आणि मग त्यांची जी फी होती, तर त्यातून एक बऱ्याचशापैकी म्हणजे इन्कम माझं जे आहे, तर ते निर्माण होत होतं. आणि एक साइड हसल म्हणतो ना आपण, तर साइड हसल म्हणून, मी ती गोष्ट करत होतो. आणि मग असं, जर काही तुमच्यात असेल, अशी जर कोणती कला असेल, जेणेकरून तुमचं जे रोजचं जे इन्कम आहे किंवा रोजच्या, ज्या गरजा आहेत किंवा अजून काही दुसरे, कोणाचे कार्यक्रमाला जायचे आहे, लग्न समारंभाला जायचं आहे, तिकडेच मला आहेर द्यायचे आहेत. तर याचे जे पैसे आहेत, तर नक्कीच या अशा गोष्टींमधून, ते म्हणजे गरजा भागवल्या जातील. आणि मग, तेव्हा तुम्ही अ, नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. पण हो, तेच, की तुमच्याकडे साधारण एक 6 महिन्याचा बॅलन्स पाहिजे. पुढच्या 6 महिन्यांचा एक खर्च, तो तर पाहिजेच आणि त्याबरोबरच हे जे फ्रीलान्सिंग आहे. जे की तुम्ही पार्ट-टाईम किंवा तसंही म्हणजे ऑनलाईन पण शिकवू शकता. आजकाल आपण बघतोय, कोविडनंतर तर, ह्या गोष्टी खूपच सुरू झाल्या, कोरोना काळानंतर आपण बघतोय, की ऑनलाइन योगा शिकवणे किंवा ऑनलाईन अ, आपण म्हणतो ना, शाळाच ऑनलाईन सुरू झाल्या होत्या, म्हणजे मोबाईलवरच शाळा आली होती, असं म्हणता येईल.
अरे वाह! येस, येस. अरे वाह! अच्छा. अच्छा. खूपच छान. नक्की. <laughs> हं, हं. खूपचं. हो. तुम्ही देखील, पियानोचे क्लासेस ऑनलाइन YouTube वरती वगैरे, अशा कुठल्यातरी प्लॅटफॉर्मवरती, करू शकता सुरुवात त्याचीवाली.
हो नक्कीच. ॲक्चुअली मी अ, ह्या गोष्टीची सुरुवात केली होती. अ, ऑनलाईन अ, पियानोचे क्लासेस घ्यायचो. पण नेमकं काय झालं होतं ना की मला 3 विद्यार्थी मिळाले होते ऑनलाईन आणि ते नेमके अमेरिकेतील होते. आणि मग कसं झालं होतं की आपल्या इकडे संध्याकाळ, आपल्या इकडची रात्र आणि तिकडचा दिवस असल्यामुळे, मग तेवढं काही मला ते शक्य झालं नाही. पण नक्कीच जर मी ते सुरू ठेवलं असतं ना आणि भारतातील जर विद्यार्थी मिळाले असते मला, तर मी नक्कीच असं ऑफलाईन त्या शाळेत जाऊन शिकवण्यापेक्षा, ऑनलाईनच घरून मी या विद्यार्थ्यांना शिकवलं असतं. जे की त्यांच्यासाठीपण खूप इझी झालं असतं. त्यांनाही खूप सोपं पडलं असतं. आणि मलाही घरात बसून एक काहीही खर्च न करता, कुठेही न जाता माझ्या वेळेनुसार पाहिजे तेव्हा, म्हणजे अर्धातास 1 तास मी त्यांना शिकवून एक चांगल्या प्रकारचं इन्कम अ, जनरेट केलं असतं त्याच्यामधून. तर मग माझं सांगणं हेच आहे की तुम्हाला जे ज्या गोष्टीची आवड आहे, तुमचं जे कौशल्य आहे, तर ते तुम्ही जपलंच पाहिजे. जेणेकरून तुमचं अ, म्हणतात ना की तुमची जी गरज आहे तर ती सुद्धा भागवली जाते आणि स्वतःलाही एक आत्मिक समाधान मिळतं. कारण आपण आपल्या आवडीचीच गोष्ट करतोय. तर एक आनंदही त्यातून मिळत असतो. तर अशाप्रकारे तुम्ही अ, नोकरी सोडण्याआधी अशा तयारी करू शकता.
हं. अच्छा. बाप रे! <chuckles> हो. नक्कीच. हो. हं. नाईस! अ, बघा आणि काय असतं ना की आपण नोकरीवरती असतो. त्यामुळे आपल्याला पी-एफ, ग्रॅज्युएटी वगैरे हेल्थ इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी मिळतच असतात. मग अ, ते सोडण्याआधी आपण हे सगळं कसं क्लिअर करावं, मला सांगाल का?
हो ना. बरोबर. हो. हो तर बघा हो तर बघा, हे अ, आपल्याला जे कंपनीशी रिलेटेड आहेत जसे की एच-आर झालं, म्हणजे एच-आर फायनान्स ह्यांच्याकडून आपण अ, वारंवार त्यांना मेल करून किंवा त्यांच्याशी बोलून आपल्या जे ग्रॅच्युएटी असतो किंवा काही इतर बोनस असतात किंवा आपण बघतो की आजकाल कंपनी सोडताना शेवटच्या महिन्याचा जो पगार असतो, तो सुद्धा त्यांनी अ, थकवून ठेवलेला असतो. कारण काही फॉर्मॅलिटीज असतात. त्या त्यांना क्लिअर करायच्या असतात आणि त्याच्यानंतरच ते आपले पैसे देणार असतात. तर मग एच-आरशी व्यवस्थितपणे बोलून आपण त्यांच्याकडून ते 1 महिन्याच्या आत तर क्लिअर करून घेतलंच पाहिजे, म्हणजे नोकरी सोडल्यानंतर 1 महिन्याच्या आत क्लिअर करून घेतलंच पाहिजे. जेणेकरून आपल्याला 1 चांगली अ, रक्कम मिळते त्यातून आणि आपण म्हणतो की पी-एफ तर पी-एफ तर अ, म्हणजे मी तर म्हणेल की त्याच्यावर 1 चांगल्या प्रकारचं व्याज मिळतं. तर त्यामुळे साधारणतः त्याला आपण लवकर हात नाही लावावा. 1ले तर आपल्याकडे जे काही अ, बॅलन्स असेल किंवा अजून काही 2ऱ्या सेव्हिंग्ज असतील, तर या त्या पहिल्या आपण वापरल्या पाहिजेत. आणि पी-एफ तर अ, म्हणजे आपण क्लिअर करून घेतलंच पाहिजे आपल्या कंपनीकडून. पण साधारण तो सगळ्यात शेवटचा ऑप्शन म्हणून ठेवावा, असं मला वाटतं. आणि आपण म्हणतोय की हेल्थ इन्शुरन्स वगैरे तर हेल्थ इन्शुरन्स तर मी तर असं म्हणेल की आपण कंपनीच्या भरवशावर न राहता, आपण आपला खाजगी हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यावा, जेणेकरून काय होईल की आपण नोकरी जरी सोडली, आपला आणि त्या कंपनीचा काही संबंध जरी नसला, तरी मग आपण आपलं हेल्थ हे सिक्योर ठेवू शकतो. कारण आपल्याकडे आपला स्वतःचा एक खाजगी हेल्थ इन्शुरन्स आहे. म्हणजे जरी काही कोणासोबत होऊ नये, पण जरी असं काही अपघात झाला किंवा काही आजार जरी आला, तर मग आपले सगळे पैसे तिकडे न वापरता आपल्याकडे आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते, तर मग त्याच्यामुळे आपला जो काही हॉस्पिटलचा खर्च असेल किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचाही मुलाचा किंवा आपल्या बायकोचा किंवा नवऱ्याचा, बहिणीचा कोणाचाही खर्च असेल, तर तो नक्कीच त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर केला जातो आणि त्याच्यामुळे एक आर्थिक भारही आपल्यावर येत नाही. तर अशा प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स वगैरे किंवा आपण म्हणतो की लाइफ टर्म इन्शुरन्स तर अशा प्रकारचे इन्शुरन्स घेऊन ठेवले पाहिजेत. जेणेकरून काही आर्थिक संकट आले, तर नक्कीच ते इन्शुरन्स आपल्याला त्या-त्या वेळी मदत करत असतात, तर असं मला वाटतं. आणि भारतात पण बघतो की आपली नोकरी गेली किंवा आपली नोकरी सोडली, तर आपलं सरकार तेवढी काही मदत करत नाही. जे की आपण बघतो की जर्मनी, अमेरिकेत तर नोकरी जर कोणी सोडली, तर तिकडे त्यांची जे सरकारे आहेत, तर ते नक्कीच त्यांना जगण्याइतके थोडेफार पैसे तरी अ, देत असतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे होतात, पण आपल्याकडे असं काही होताना म बघायला मिळत नाही. त्यामुळेच हे इन्शुरन्स घेणे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतयं.
हं, हं. हो. नक्कीच. हो. हो ना. अगदी बरोबर बोललात. खूपच छान! नक्कीच. हं, हं. अच्छा. हं. <chuckles> हं. अच्छा. नक्कीच. खरंच तुम्ही मला एकूणच ओव्हरऑल नोकरी सोडण्याआधी आपण काय-काय करावं? आणि काय-काय करू नये? याचं एकदम अ, छान अशा पद्धतीनं मला विश्लेषण केलं, मला टिप्स दिल्यात, तर त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.
हो. हो ना मलाही तुमच्याशी बोलताना खरंच खूप छान वाटलं आणि आपण या नोकरी सोडण्याची जी आर्थिक तयारी आहे याबद्दल खूप छान आपण बोललो आणि चर्चा केली. तर आपण पुन्हा-पुन्हा असंच बोलत राहू आणि भेटत राहू. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमचेही खरंच खूप-खूप मनापासून धन्यवाद!
धन्यवाद!